अ, नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं की आपल्याला वाटतं ना, की असं करण्यासाठी अशा वस्तू असतील, तर आपलं मला वाटतं असं काही नाहीये की कलर अ, म्हणजे कसं आहे ना की आपल्याकडं कलर नाही आहे. चला समजून चला, आपलं मोबाईलचं वॉलपेपर तरी आपण कलरफुल बदलू शकतोच ना दरदिवशी, तर तसं करता येऊ शकतं. तर ते सोपं आहे आपल्याकडं, मोबाईल तर असतोच आपल्याकडं. अगदीच कपडे नाही घ्यायला पण रंगीत रुमाल आपण घेऊ शकतो, तर ते आपल्याला होऊ शकतं, की एक कापड का नाही आहे ना आपल्याकडे, तसं करू शकतो किंवा अगदी बॉलपेन. मिळतात. तर बॉलपेनमध्ये मग आपण वेगवेगळ्या रंगाची शाई वापरू शकतो. तर म्हणजे असं, असं करता येऊ शकतं ना की वेगळेपण. फार खर्चीक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, असं काही नाही आहे. किंवा आता आपण जेवण तर करतोच ना, मग लाल रंग आहे लाल रंगाचं तुम्ही बीट खावा ना. बीट काय, 1 बीट काय ₹5ला मिळेल तुम्हाला खरं तर. तर असं काहीतरी करू शकता.
हं. हं. अगदी. हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. म्हणजे काही ना काही आहे. हं, हं. बरोबर आहे. <laughs> अरे. हां, हां. हां. खूप छान, बरं, म्हणजे ह्या जर गोष्टी आपण केल्या, तर आपल्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. तर अ
हो, हो.
अ, काही सोपं आणि स्वस्त स्थानिक मार्ग सुचवशाल का? ज्याच्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये नवीन रंग, साधन आणि शैली वापरायला सुरुवात करू शकतो शकते.
हो, हो. म्हणजे आपल्याला कसं आहे ना, मी तर म्हणतो की लाईफ जसं आपल्याला रंगीत पाहिजे ना. आपल्याला पाहिजे ना, आपलं आयुष्य, चांगले रंग असावेत, थोडं व्हायब्रंट असावं, तर तुम्ही पण तसं घ्या ना. तुम्हाला जे जे शक्य त्यासाठी, ते करा. अगदीच कपडेच रंगीत घेतले पाहिजे, असं काही नाहीये. कधी-कधी तुम्ही रंगीत पेंटिंग करा. आपल्या मुलांकडे कलर असतील, तर ते वापरा, एखादं चित्र काढा. एखादं तुम्हाला नाही का वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे गाणे ऐका तुम्ही. तर आपण कसं एकच प्रकारचं ऐकायला लागतो, टिपिकल बनायची गरज नाही, असं मला वाटतं की अ, आपल्याला काय वाटत ना, की मूड होण्याची वाट नका बघू प्रयोग करण्यासाठी. आजच तुमच्या कामामध्ये बदल करा. पेनचा रंग बदला, बसण्याची जागा बदला, कामाची पद्धत उलटी करा, किंवा नाही का
हं, हं. हो. <laughs> हो. अगदी. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो.
की असं, असं तुम्ही प्रयोग करत राहा ना, प्रयोगशील बना, तर काय होत ना की नाविन्यता येते आणि मग त्याच्यातून काहीतरी वेगळं किंवा नवनिर्मिती घडणं सोपं जातं, असं मला